घरची कामे, बाहेरची कामे, ऑफिसची कामे. आणि आपण एवढं काम करून-करून, मग एवढं दमतो, तर असं होतं का शरीर सांगतंय, "अरे, घे रे बाबा विश्रांती." असं कधी झालंय का तुमचं?
खूप अ, खूपदा झालंय तसं. का की मी घरात छोटा आहे ना, तर घराची सर्व कामं मलाच करायची. मग ते रोज गाडी ठेवणं असेल या मग अ, झाडांना पाणी द्यायचं. त्यात अ, ते जो कुत्रे घरां घरवाल्यांनी पाळून ठेवलेले आहेत. बाहेरचे जे रोडवरचे त्यांना जेवण देण्याचं काम पण माझं. आणि मग त्याच्यानंतर माझं काय मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे ना, तर मला असं, अ, माझं जेवढे काम आहेत, तिथे मी प्रोडक्शन इन चार्ज आहे. तर मला सर्वे काम मलाच पहायचेत, की वर्कर्सशी बोलायचं, प्लॅनिंग द्यायचं, सर्व करायचं. आणि कधी-कधी असं व्हायचं की मी सकाळी 6:00 वाजता निघायचं, तर रात्री 12:00 वाजता घरी यायचं.
अच्छा! हम्म. हम्म. हां, हां. अरे वाह! हां, हां, हां. ओके. अच्छा. अरे बापरे! म्हणजे एवढा अ, म्हणजे जवळ, जवळ 18 हॉर्स, 18 तास.
हो. हो, 18 तास. आणि ते ठीक आहे ते चालतं कधी-कधी. माहिती आहे की त्याचे पैसे भेटतात ते. <laughs> पण ठीक आहे ना, कधी-कधी असं वाटतं ना, की तुम्हाला असा विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय मग तुम्ही घरी आला. घरी आला 12:00 वाजता घरी आला ना, मी तुम्हाला सांगू मी 12:00 वाजता घरी येतो ना, तरी माझ्या घराच्या बाहेर गाड्या पडलेल्या असतात माझ्या. का की म्हणजे घरा घरामध्ये 4 गाड्या आहेत.
<laughs> हां. अ अच्छा.
हां, माझ्या बायकोची माझी, माझ्या वहिनीची आणि माझ्या बाबांची.
अच्छा.
तर मग ती 4 ही गाडी मला ठेवायची पार्किंगमध्ये. कोणी एक पण असं काम नाही करत, जो ठेवून देतं. का की आमच्याकडे 3 स्कूटी आहे. अरे बाईक नाही येत ना तुम्हाला. मी मी बाईक ठेऊ शकतो, पण स्कूटी तरी ठेवा ना, ते पण नाही होतं. ते मला ठेवायची, मग ते कुत्र्यांना जेवण मला घालायचं, सर्व मलाच करायचं.
हां. हां, हां. हां, हां. हं, हं, हं, हं. अच्छा, म्हणजे एवढं दमून आल्यानंतर सुद्धा 18 तासानंतर, ह्या पार्किंगच्या कामाचं काम पण तुमच्याकडे.
हो. अ, हो, हो. बरोबर. का की मग जो मोठा भाऊ आहे तो जाऊन झोपून जातो. की हा पाहिल, तो येईल तेव्हा ठेवेल. चालू द्या तर तसं आहे. पण कधी-कधी एकदा काय झालं होतं ना, मी खरं सांगू, की ना मला ना एकदा सकाळी 6:00 वाजता ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं तर मी जेवलो नव्हतो. मी घरी डायरेक्ट गेलो फटाफट रेडी पण नव्हतो झालो मी सहीशी. आता मी टी-शर्ट आणि लोवरमध्ये ऑफिस गेलो होतो, का की ती एक अर्जन्सी येऊन गेली होती. तर ते म्हणाले की मशीन ब्रेकडाउनमध्ये चालली जाईल आणि खूप मोठं प्रोजेक्ट पण चाललं होतं त्याक्षणी. तर मी गेलो फटाफट, फटाफट, तर माझा साडे 10:00 वाजताचा ऑफिसचा टाईम असतो. तर एम ते आले मॅनेजर आले जी-एम. बोलले, "तू असा कशाला फिरतो?" म्हंटलो, "सकाळी 6:00 वाजतापासून इथेच आहे मी, मी में मेंटेनन्स वाल्याला बोलावलं, मशीन चालू करतोय."
हम्म. अच्छा. अरे बाप रे! <chuckles> अच्छा-अच्छा. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, हां. <chuckles> हो. अं, अच्छा, म्हणजे एम-डीला काहीतरी विचित्र नाही वाटलं एकदम? <chuckles>
बोलले, "आता मग तू घरी जाणार?" हां. नाही मला काय विचित्र. मी म्हणालो, "कामासाठी आलोय मी." मला ह्याच्यामध्ये सजून सावरून काही अर्थ नाही. का की मला मशिनीच्या जवळ उभं राहून त्याच्याशी काम करून घ्यायच आहे. तर ते तर त्यांना काय नवलं आलं. "तू घरी जाणार आहे का ह्याच्यात?" म्हणलं, "नाही जाणार आहे बाबा, मी आहे इथेच, मी करणार इथेच काम तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही जा वरती ए-सीमध्ये बसा."
हां, हां. हो, हो, हो. अच्छा. अं, अं, अं. हं. हां.
तर त्या क्षणी ना काय झालं, सकाळी 6:00 वाजता मी गेला. आम्ही की खाल्लं, ना नाश्ता काही नाही. आणि मग दुपारी लंच नव्हतं. मग दुपारी काय मी लंच ऑर्डर केलं.
हां. हं.
आणि ते बाहेरचंच जेवण होतं पूर्ण. तेलमध्ये. तेल, तेल, तेल, तेल. आणि त्याच्यानंतर रात्री मला 12:00 वाजता निघायचं होतं. पण त्यांचं मतलब जो ऑपरेटर होते ना, ते म्हणाले, "सर हे खूप इम्पोर्टंट पार्ट आहे. तर तुम्ही थांबा इथे. तर तुम्ही नपती घ्या तर मला थोडीशी खात्री भेटेल की हां होऊन जाईल." मी बोलला, "अरे यार तू समजत नाही आहे, मला जाऊ दे घरी. मी सकाळपासनं आलेलो आहे." तर मग त्यांनी त्यां तो खूप मोठा पार्ट बनवत होता. आम्ही लोकं ना असा पंप बनवायचे. तर ते 300 एचपीचा पंप होता.
बरोबर. हां, हां, हां. अच्छा. हां, हां. ते खूप महत्वाची गोष्ट होती त्यामुळे तुम्हाला स सोडून जाता येत नव्हतं.
जाता येत नाही. तर त्यानी मला 12:00 वाजता सांगितलं की "तुम्ही 1 तास थांबा." आणि त्यानी मला 2:00 वाजता सांगितलं की "तुम्ही 1 तास अजून थांबा."
अरे बाप रे!
मी बोलला रात्रीचे सकाळचे 3:00 वाजलेत
म्हणजे आता काय 24 तास व्हायला थोडेच वे अ, टाईम राहिला होता. 3च तास राहिलेले.
हां. मी बोलला सकाळचे 3 तास झाले मी झोपलो नाही आहे, मी काही केलं नाही आहे. तर आणि त्याच्यानंतर काय झालं तो नेमका पार्टमध्ये ना असा एक भोका भोक आला. तर आमची परत बारा वाजून गेली होती पूर्ण.
हां? आणि? हां.
त्याचा तो प अ, पार्ट गेला रिजेक्टमध्ये. पण ते काय झालं की मी तिथे होताना तर मी तिला बोलला की हा असं मेल-फिमेल पार्टवर असा बोका नाहीये तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो बोलला, "मी कंप्लीट करू?" म्हणलं, "हो कंप्लीट कर." तर बोलले, "आ तुम्ही उभे रहा मग इथेच." म्हणलं चालेल उभा आहे. तेव्हापासून आहे इथेच अजून थांबेल. मग त्या क्षणी मी 4:30 ला फ्री झालो आणि तो वर्कर तर झोपून गेला.
अच्छा. हां. हं.
मग मी काय झोपू तिथे? तर मी माझ्या गार्डला म्हणाला मी निघतो घरी. मी 4:30 वाजता घरी आला. तर मला असं वाटलं की माझी तर बारा वाजून गेलेले आहे. माझा हातपाय असं खूप दुस दुखत होते. झोपासारखं येत होतं. मी गाडी कशी आणली माझ्या घरी मला हेच माहित नाही. का की 4:30 ला मी निघालो आणि पाच वाजता मी सकाळी घरी पोहोचलो. बाबांचा पूजेचा टाईम होता. ते बोलले, "तू आता येतोय?" म्हंटलं, "तुम्हाला गाडी नाही दिसली का?" हां. हो म्हणले, तुम्ही तुम्हाला गाडी नाही दिसली? "मला वाटतं तू 12:00 वाजता येतो तू तुझा लॉक उघडतो आणि रूममध्ये चालला जातो. तर मला वाटतं तू आला असेल." म्हणलं, "गाडी पण नाही दिसली तुम्हाला. म्हणलं आता कुठे गेट उघडला होता मी तुम्हाला माहीत पडलं. म्हंटलं खरंच मला कधी काही झालं तुम्हाला माहितीच नाही पडणार यार." <chuckles>
हं, हं. हां. हां, हां. हं, हं. अरे बापरे! म्हणजे घरात माहीतच नाही की तुम्ही आला नाहीयेत. मग एवढा तुमचा मग घरी गेल्यावरती काय? म्हणजे शरीर म्हणजे तुमचं शरीर तर तुम्हाला कंप्लीट अ, म्हणजे ओरडून ओरडून सांगतय की अरे आता आराम कर. मग काय करत काय होता तुम्ही?
घरी गेला 7 बिलकुल. तर घरी हं. घरी गेला, गरम पाण्याने अंघोळ केली आणि जो मी झोपला ना तर माझ्या ऑफिसमधनं मला धडधड कॉल येत होते. मी सायलेंटवर टाकून ठेवला फोन.
हां. हां. हां.
आणि मी कधी उठलाय माहिती तुम्हाला? मी सकाळी अ, सकाळी 5:30 ला झोपला होता, मी संध्याकाळी 7:00 वाजता उठलाय. ते पण म्हणून का की आई म्हणाली," दिवा लावायचा टाईम झाला त्याला उठवून दे." तर मी 2 दिवस पाहिलं जर, अडता हां 48 घंट्यामध्ये मी काही जेवलो नाही सहीशी आणि मला झोप एवढी. मग मी उठलो 7:00 वाजता, तर मला मी पाहिलं, अरे बापरे! 22 मिस्ड कॉल आणि ते पण ऑफिसमधनं मी फोन लावलं. सगळ्यात पहिले मी जी-एमला म्हणले, "काय झालं? तू आलास नाही." म्हणलं "तुम्ही काय अपेक्षा ठेवता? सकाळी 6 वाजता मी ऑफिस गेलो. त्याच्यानंतर मी दुसऱ्या, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ऑफिसमधनं घरी आलोय. मी कसा येणार?" बोले, "अरे बाप रे! बाप." बोलले, "ठीक आहे, तू आता ठीक आहे ना तू?" बोले, "हां" झालं. मग, ते असं कधी काय असतं ना, की तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज खूप असते. पण तुम्ही ना असं की ठीक आहे नंतर बघू, नंतर बघू. त्याच्या कारण ना तुमच्या शरीराला असं
हम्म, कधी? हां. अरे बाप रे! अच्छा. अच्छा. हं. हां, हां. हां. <chuckles> बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही एक म्हणजे 48 आर्स जेवढे तुम्ही अ, त्याला अ, एकदम म्हणजे न झोप नाही, जेवण पण बरोबर नाही, तुम्ही तरी पण त्या, त्या स्थितीत घरी आलात म्हणजे हे पण खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला अ, असं जाणवलं नाही काम करता करताच, की नाही आता मला हे थांबलं पाहिजे, त तुम्ही बोलत होता ना त्याला 12 वाजता निघून ज जातो, जातो, जातो; मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आता म्हणजे अ, कॅपॅसिटी संपली इथं, इथे थांबलं पाहिजे वगैरे?
खु काय म्हणते? हो. हां, हां. त्याचं कारण काय माहिती आहे का? मी सोमवार ते अ, शुक्रवार पर्यंत तोच रुटीन फॉलो करत होता. सकाळी 6 ते रात्री 12 चा.
अच्छा.
तर मला त्याची सवय होती. पण त्याच्या पुढची मला काही सवय नव्हती. तर एवढ्या दिवसाचा झोप न झा होणं आणि असं, ताण तो त्या नेमक्या एकाच दिवसा दिवशी निघाला. की आता झालेली
हं, हं, हं. हां, हां, हां. पण तुमचं एका झोपेने झालं व्यवस्थित?
नाही, मी 7:00 वाजता उठलो, अ, ऑफिसमध्ये बोललो 2-3 लोकांशी, की "हां, हां, ठीक आहे, मी आता मी आता तुमच्याशी उद्या भेटून येतो." मी खाली गेलो, आईने मला मी आईला बोललं की "मला काही जास्त नको, मला साधं वरण आणि भात दे." मी साधं वरण-भात खाल्लं. आणि तो <chuckles> तुम्ही, मतलब हे कराल की 8:30 वाजता मी रूममध्ये आलो, मी Netflix चालू केला, आणि 15 मिनिटं माझं वेब सीरीज चाललं असेल. आणि तो फोन धडामकेने पेल अ, पडून गेला तोंडावरचं माझ्या. तर मला असं वाटलं झोप आली पुन्हा. तर मी फोन ठेवला आणि मी झोपून गेलो. आणि मी दुसऱ्या दिवशी 9:00 वाजता उठलो सकाळी.
अच्छा मग तो हां, हां. हां. अच्छा. हां. अरे, बापरे! म्हणजे
हां. मग मी 10:00 वाजताचं ऑफिस होतं माझं, तर मी 10:00 वाजता ऑफिस गेलो होतो मग. मतलब एवढी झोप नव्हती झाली माझी, ते मला समजून गेलं.
हां, हां. अच्छा. चांगल आहे. मग एक अ, मोठ्या कामानंतर एक मोठी झोप, अ, म्हणजे बरं आहे की तुम्हाला दुसरा काही त्रास झाला नाही. कारण की सहसा अशा अ, जागरण केल्याने थोडी जळजळ, ॲसिडिटी किंवा अशा गोष्टी पण होतात. अंग वगैरे दुखलं असेल, अशा पण गोष्टी होतात. त्या मानाने मग तुम्ही बरंच एक मोठ्या झोपेने, सुटलात असं म्हणायला हरकत नाही.
हो. हो, हो. त्याचं कारण काय असत ना की मला त्या अ, रूटीनची सवय झाली होती. कसं? मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोडक्शनमध्ये आहे आणि प्रोडक्शनमध्ये काय असतं, जेव्हापर्यंत कंपनीमध्ये मशीनी चालू आहे ना, तेव्हा तर तुमची जबाबदारी ती खतम नाही होत. आणि आमच्याकडे 24 तास मशीनी चालायच्या.
हम्म.
तर मग मी फक्त जेवढं माझं पार्ट होतं ना, तर मी ते रोल प्ले करून बाहेर येऊन जायचं. की ठीक आहे आता जो असेल दुसरा, तो पाहिल असं.
मग तुम म्हणजे तुमच्या वडिलांनाही अंदाज नव्हता, घरच्यांनाही अंदाज नव्हता की तुम्ही नाही आहात इथे अ, म्हणजे ते काही नंतर ओरडले नाही तुम्हाला? असं एवढं काय अ
हो. माझी आई मला काय म्हणायची माहिती आहे का? <chuckles> माझी आई म्हणायची, "धर्मशाळा नाहीये ही. टाईमानी यायचं, आमच्याशी बोलायचं, जेवायचं, आणि मग झोपायला जायचं. असा नाही की आपण आले, जेवण झालं तर जेवायचं नाहीतर झोपून जायचं जाऊन. ही धर्मशाला नाही उघडली आम्ही." आणि आणि त्या दिवशी जो नेमका तो झाला ना ते मी 7:00-8:30 फक्त आई-बाबांच्या शिव्या खाल्ल्या जेवणासोबत. म्हणून मी फक्त साध वरण-भात खाल्लं. <laughs> आई खूप ओरडली.
हां. हम्म. आणि मग ते अरे बाप रे! <chuckles> अच्छा, नाही पण एवढं हे जागरण वगैरे झाल्यानंतर एक साधं जेवण खरंच अ, पौष्टिक पडतं ना मग अंगाला. पोटाला वगैरे एक छान पडतं ते. ते एक चांगलं केलं हां.
हो, हो. बरोबर. ते मी. का की मला ना हां, बरोबर मला ना असं अ, की मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायचो. मग 5.5 वर्ष झाले. तर मला ती इतकी सवय आहे की अगर आपण काही जास्त जड जेवलो ना, तर मग आपल्याला नेमकी ॲसिडिटी होणार, म्हणून तब्बात तब्येत बिघडणार, तर मग मी काय करायचं मी असं शा थोडंसं असं कधी खिचडी खाऊन घ्यायचं, कधी साध वरण-भात खायचं, रात्रीचं जेवण थोडं लाईट ठेवायचं. का की लवकर झोप लागेल आणि ब, जास्त असं हेवी जेवण जेवलं ना, तुम्हाला झोप पण लागत नाही नेमकी. मग तुम्हाला कधी तुम्ही फोन चालवताय, कधी काय होतोय, असं होतो.
हं. हम्म. अच्छा. ओ. हं, हं, हं. म्हणजे एकंदरीत तुम्ही अ, तुमचं रूटीन नेहमी ठेवला होता. त्यामुळे अ, तुम्हाला एवढं सगळं जमलं आणि त्यातही तुम्ही खाण्या-पिण्याचं पण सहसा व्यवस्थित, त्या दिवशी एक बाहेरून झालं. पण सहसा तुमचं सगळं व्यवस्थित असतं. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी अ, सहन करता आल्या. म्हणजे जर एखादं असं लांब अ, वेळेचं काम करायचं असेल, तर तुमचा सल्ला थोडक्यात काय असेल?
हो बरोबर. अ, स सर्वात
आणि शरीराला अ, विश्रांती अशा नंतर कशी द्यायची असते, ते पण?
सर्वात स्पष्ट सांगतो असं काम करू नका कधीपण. पण जरी तुमची परिस्थिती अशी अवघड आहे तर काय करायचं
<chuckles> हं.
मग मी नव्हतं करू शकत पण अ, मी तुम्हाला सांगू शकतो अगर तुम्ही असं. 24 तास किंवा मग 48 तास असं कामं करतात ना, तुम्ही काय करू शकता सर्वात मोठी गोष्ट तुम्ही काय करायची? की तुम्ही छोटे-छोटे ब्रेक घ्यायचे. कसं की तुम्हाला माहिती आहे 10:00 ते 6:30 पर्यंत आपलं काम असतं. बरोबर आहे तो ऑफिस टाईम आहे. ऑफिशियली तो ऑफिस टाईम आहे ना, ते 8 तास. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं ना थोडंसं आराम करायचं आहे. जा कॅबिनमध्ये बसा, थोडा पंखा लावा आरामाने खुर्चीवर थोडे दोघी पाय ठेवा आणि स्वतःच्या बॉडीला थोडं रिलॅक्स करा आणि 1 लागायचं तर एक झपकी घ्या.
हं. अच्छा, हां, हां. बरोबर. हं, हं. हां. अच्छा.
कसं असतं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ना, असं खूप अवघड जातं की तुम्ही सतत चालत असता. मी फ्लोअरवर 8 तास चालायचो.
अच्छा. अरे बाप रे! मग त्यानीच अ, दम त्यांनीच दमछाक होत असेल काही जणांची तर?
हा फक्त जेव्हा लंच अ हो, हो. मी सांगतो ना माझे 10,000 स्टेप्स असेच व्हायचे. मला काही करण्याची गरजच नाही. म्हणजे ऑफिसमध्येच व्हायचे माझे.
हं. म्हणजे घड्याळ-वडाळ्याच काय गरजच नाही मग तुम्हाला.
हां. काही ते नाही. तर सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तुम्ही करा झपकी घ्या आरामाने थोडंसं रिलॅक्स व्हा आपल्या बॉडीला करा आणि तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही इथे थांब मतलब 24 तास थांबणार आहे तर असं काही उलटं-सुलटं जेऊ नका. साधं जेवा ताकी तुमच्या शरीराला त्याच्याने अ, ऊर्जा भेटे आणि तुम्ही आरामाने सर्व वस्तू करू शकाल.
हं. अच्छा. हं, हं, हं.
आणि जर तुम्ही जड मतलब जसं असं मसालेदार तिखट जेवला ना तर तुम्हाला ॲसिडिटी सुरू होते. मग ॲसिडिटी झाल्यामुळे तुमचं लक्ष नाही लागत. कामासाठी थांबला तर मग तुमच्या ॲसिडिटीकडे लक्ष जाणार. तर त्याच्याहून छान आहे तुम्ही असं थोडं-थोडं मध्ये-मध्ये रेस्ट घेत जा की कसं की ऑपरेटरकडे गेला, कामं सांगितली. या मग कुठलेही तुम्ही कोणच्याही कंपनीमध्ये कुठेही काम करा. त्यांच्याकडे काम तुमच्या स्वतःचा जर तुम्हाला असं वाटतं ना तुम्हाला 24 तास तुम्हाला स्वतःला कामं करायची आहे तर 24 तास मधनं 20 तासच काम करा, 4 तास आराम करा. तर तुम्हाला असं वाटतं एक इकट्टा 4 तास पाहिजे
बरोबर. अच्छा. अच्छा. मग त्यासाठी मधून-मधून जसं तुम्ही म्हणालात तसा वेळ जिथे मिळेल तिथे आराम करायचा. अच्छा.
हां. तेवढा वेळ घेऊन घ्यायचा आणि का की तुम्हाला ते शरीराला ना एक असं अ, आराम भेटतो आणि तुम्ही आरामाने सर्व वस्तू करू शकता. नाही, नेमका तुमची तब्येत बिघडली तुम्ही काही नाही करू शकणार.
बरोबर. नक्की, नक्की. छान वाटलं म्हणजे तुम्ही एक अ, अ, काय म्हणतात तुमचा अ, तंदुरुस्तीचा राज आमच्याशी शेअर केला आहे. खरंच बरं वाटलं. म्हणजे अशा गोष्टीही करू शकतात. खरंच जोमाने आपल्याला पुढे जायचं असेल अ, एखादा दोन दिवस असा कधीतरी येऊ शकतात कामामध्ये. त्यालाही सामोरे जाऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला ती घ्यायची आहे. अ, जेवण, थोडी-थोडी रेस्ट आणि नक्कीच मग ते 10,000 स्टेप्स तुमचे होतातच चालणं, फिरणं झालं की मग होऊ शकतं. शक्य आहे.
बरोबर. <chuckles> बरोबर. हो. हो. <chuckles> बरोबर. हो. बरोबर.
खरंच तुम्ही मला तुमच्या ह्या गोष्टी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पुन्हा भेटू. हो.
तुमचा पण खूप धन्यवाद. हो.